अ, <chuckles> नक्कीच, नक्कीच. पहा, खूप अ, सुंदर आपण अ, बोललात, की आपल्याला झाडे लावण्यापेक्षा इतर साऱ्यादेखील ॲक्टिव्हिटी केल्या पाहिजेत. जसं की प्लास्टिक बंदी असो किंवा मग प्लास्टिकचे योग्य ते व्यवस्थापन असू. नक्कीच, बरोबर आहे. मला देखील अ, मी त्याच मताचा आहे. कुठेतरी कमी खर्चामध्ये जर आपल्याला पर्यावरण, वरणूक, पूरक जर आज हे आपल्याला एखाद्या ॲक्टिव्हिटी करायच्या असेल किंवा जर पर्यावरणपूरक अशा आपल्याला काही उपाय करायचे असेल, तर त्यामध्ये प्लास्टिकचे व्यवस्थापन ही एक फार महत्वाची आणि चांगली गोष्ट आहे. जर आपण योग्य प्लास्टिकचे व्यवस्थापन केले, तर मला वाटतयं, प्लास्टिक सगळ्यात खतरनाक आणि पर्यावरणाला सगळ्यात हानिकारक मानला जाणारा अ, घटक आहे, की जो पर्यावरणात जर राहिला, तर नक्कीच आपल्याला त्यापासून अनेक असे आजार होतील, अनेक असे रोग होतील आणि अनेक अशा गोष्टी घडतात. तर नक्कीच मलादेखील वाटतयं, की आपणदेखील कमी पैशात अ, प्लास्टिकचे व्यवस्थापन केले पाहिजे. जसं की अ, वेगवेगळ्या प्ल अ, प्रकारचे प्लास्टिक असतात. त्याचे योग्यप्रकारे आपण अ, काय म्हणता येईल, त्याला रियुज केला पाहिजे, त्याचा पुनर्वापर केला पाहिजे. नक्कीच, मला वाटतयं, जर आपण अगदी असे छोटे-छोटे उपाय करतो. जर प्लास्टिकचा आपण पूर्णपणे बंदी घालतो, जर आपण त्याच्या जागी ₹10ची म्हणा, ₹20ची म्हणा, कापडी पिशवी वापरतो. हेदेखील एक खूप सुंदर आहे. आणि मला वाटतंय, हादेखील एक स्वस्तात मस्त उपाय जो पर्यावरणाला पूरक अ, आ, वाटेल, की अ, आपण प्लास्टिकच्याऐवजी जर कापडी पिशव्या वापरतो त्या कापडी बॅग वापरतो. तर नक्कीच मला वाटतय, ते देखील एक कमी खर्चामध्ये जे पर्यावरणाला पूरक असा उपाय होईल आणि त्याचबरोबर जर प्लास्टिकचे डब्बे असतील, आपण लहान मुलांना देतो. अ, आपण आपल्या लहान मुलांना आपण प्लास्टिकच्या बॉटल देतो. तर मला वाटतंय, या जागी आपण स्टील अ, चा जर वापर केला, तर मला वाटतंय, त्याचा कुठेतरी रियुज होईल आणि ते लवकर कुठेतरी अ, खराब बी होणार नाही. त्यानं नक्कीच कुठेतरी मग प्लास्टिक आहे. ते हळू-हळू कमी होत जाईल. त्याचप्रकारे मला वाटतंय, आपण बाजारात कुठे गेलो, तर जे कोणी प्लास्टिकमध्ये आपल्याला अ, वस्तू देतंय. अशा व्यक्तीकडून जर आपण वस्तू नाही घेतल्या, तर नक्कीच मला वाटतंय, त्याच्या मानसिकतेमध्ये, त्यांच्या विचारामध्ये कुठेतरी फरक पडेल. आणि तेदेखील व्यक्ती कुठेतरी प्लास्टिक बंदीसारखे उपाय अमलात आणतील. तर नक्कीच, मला वाटतंय, अ, ह्या छोट्या-छोट्या गोष्टीदेखील कमी पैशात होतात. ह्याला फार काही पैसा लागत नाही. नक्कीच मला वाटतंय, की ह्या जरी आपण अ, ह्या छोट्या-छोट्या गोष्टी केल्या. तर त्यादेखील कुठेतरी थोड्या पैशात पर्यावरणपूरक आपल्याला दिसून येतील.
हो. आहोत. हो. बरोबर. बरं. हं. हो. अगदी बरोबर आहे. कापडी पिशवी. हं, हं. हं. हां, हां. हो. हं. हां. बरं. मला एक मला एक सांगा मला एक सांगा. हां.